नक्कीच, मला तर वाटतं की जी माझ्या झोपेची गुणवत्ता होती, म्हणजे मी जसं की म्हणाले की पहिले तर अ, मोबाईल मी बंद केला, वापरायचा कमी केला. 10:00 च्या नंतर झोपण्याचा. तर ती चांगली मला जाणवयला लागली. म्हणजे एक म्हणतात ना, क्वालिटी स्लीप किंवा अ, चांगली झोप.
हां, झोपण्यापूर्वी. हां, म्हणजे थोडक्यात 6 तासच झोप घेताय, पण एकदम व्यवस्थित. आणि काहिक बऱ्याच जणांना असं असतं की 12 तास झोपले तरी झोप पूर्ण होत नाही. असं वाटतं की अजून झोपावं अजून झोपावं, किंवा आळसल्यासारखं होतं.
व्यवस्थित, हां. बरोबर. नक्कीच. बरोबर, तर ती जी 7 तास मी झोप घ्यायची ना, तर मला एकदम फ्रेश आणि म्हणतात ना, चांगली गाढ झोप मला अ, यायला लागली. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या दिवसाची जी ऊर्जा, मी या गोष्टी करायला लागली, पाणी प्यायला लागली. अ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की <smacks lips> अ, म्हणजे थोडंसं अ, हो, उन्हात फिरणं झालं किंवा म्हणतात ना, श्वाशोश्वास करायला लागली. आणि त्याच्यानंतर योगापण मी करते, तर योगादेखील या म्हणजे सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटायला लागलं की, म्हणजे माझ्या शरीरावर एक चांगला म्हणतात ना, आरोग्यदायी प्रभाव मला मिळतोय आणि दिवसाची जी ऊर्जा आहे, ती वाढवायला मला मदत होते, असं वाटायला लागलं. मला का कामावर खूप चांगला अ, फोकस मिळाला आणि माझा जो मूड होता, जो असा म्हणतात ना, आपल्याला की मूड स्विंग्स होतो, सारखा-सारखा चिड-चिड होते, तर ती भरपूर प्रमाणात कमी झाली, असं मी नक्कीच सांगू शकते. आणि 2 आठवड्यातच, अ, मनात मी तर म्हणेन की, फरक दिसतो आपल्याला. अ, म्हणजे हलकेपणा आणि एक म्हणतात ना, मनात एक स्थिरता येऊन जाते आपल्याला. तर मला तर वाटतं, प्रत्येकाने ही गोष्ट एकदा ना ट्राय करा. हो, तुम्ही आठवडाभर जरी ट्राय केलत ना ह्या गोष्टी, तरी तुम्हाला खरंच अ, छान वाटेल, असं मला वाटतं.
हां. सकाळी उन्हात फिरणं झालं. हां. हां. बरोबर आहे की. आपण हं. हं बरोबर आहे की हां. हं, हं. हां, मानसिक शांतता वगैरे म्हणता येईल. होय, पण ह्या गोष्टी आता तुम्ही ज्या काही सांगितल्या, मग तुम्हाला काय वाटतं की 1 वर्षापूर्वी आणि आत्ता, तर कोणत्या बाबतीत म्हणजे मानसिक दृष्टीनं का शारीरिक दृष्टीनं, तुम्ही आत्ता स्वतःला पहिल्यापेक्षा चांगलं समजता? म्हणजे ह्या गोष्टीचा ज्याकाही तुम्ही सवय आत्ता लावले आहेत, एक वर्षभरात त्या गोष्टींचा प्रभाव तुम्हाला मनावर जास्त दिसतो का शरीरावरही दिसून येतो?
हो.